बरोबर. मग अशावेळेस आता हे तर म्हणजे एक झालं की पैसे मागतात. पण याच्या याच्यात अजून दुसरे पण काही कांगोरे आहेत की तुमचा फोटो वेगळा आहे आणि तुम्ही दिसता वेगळे. हे जास्त करून अब जरासं आपल्याला बघण्यात येतं की ज्या अ, लग्नाच्या ज्या वेबसाईट आहेत वधू-वर सूचक मंडळाच्या, तिथे बऱ्याच वेळेला मॅट्रिमोनियल बरोबर, तिथे बऱ्याच वेळेला जो आहे हा म्हणजे प्रॉब्लेम येतो. किंवा आता जसं आपण प्लॅटफॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण फ्रेंडशिप मागतो की बाबा आपण रिक्वेस्ट पाठवली आहे आणि आपण ती ॲक्सेप्ट करतो. पण मग मग तुम्ही काय स हे सांगू शकता की अशी जी रिक्वेस्ट आहे ती ॲक्सेप्ट करण्याआधी काय खबरदारी घ्यायला पाहिजे?
हो. हं, हं. हो, हो. मॅट्रिमोनी वगैरे. हं, हं, हं. बघा. बघा आता म्हणजे नाही का? काय बोलतात अ, टेक्नॉलॉजी इतकी झपाट्याने वाढली आहे की त्यात खरं काय खोटं काय? यामध्ये शहानिशा करायलाही खूप वेळ जातो आणि खूपदा <chuckles> असं होतं नाही का "जे खरं आहे ते खोटं वाटतं आणि जे खोटं आहे ते खरं वाटतं." तर अशावेळेस काय काळजी घेतली पाहिजे की समजा एखादी येते ते प्रोफाईलची एज बघायला पाहिजे आपण. हे प्रोफाईल ओपन करून किती दिवस झाले, नाही का? म्हणजे कधी ॲक्टिव्हेट झालंय त्यात दाखवतो बघा जॉईन 2017 जर पुराणं असलं तर ते आपण समजू शकतो की हे एक म्हणजे नाही का जेन्युइन आहे म्हणजे नाही का, यात कुठेही म्हणजे नाही का हे नाही आहे काय अपारदर्शकता नाही. हो, हो. आणि त्यातल्या पोस्टची सातत्यता हां, हां. त्यातले पोस्टची सातत्यता पण आपण पडताळून पाहू शकतो की लास्ट पोस्ट कधी केली किंवा नाही का आता रिसेंटली 4-5 फोटो अपलोड केले का? बहुतेक फेक अकाउंट बघा ते काय करतात दुसऱ्याच्या याच्यावून कॉपी करतात आणि एकाच दिवशी सारे फोटो अपलोड करत बसतात. त्यामुळे ते लगेच ओळखू येतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाही का एक रिव्हर्स सर्च म्हणून Googleवर आपण रिव्हर्स सर्च जर केलं ना तर आपल्याला कळतं तो फोटो कधी अपलोड झालाय इंटरनेटवर, काय झालंय? हे करू शकतो. हो. आणि चौथी गोष्ट आपण एक करू शकतो की डायरेक्ट त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करू शकतो की "बाबा रे, हे अकाउंट तुझंच आहे का?" जर त्याने तिकडून ग्रीन सिग्नल दाखवला तर आपण ते करू शकतो. जर तुम्हाला वाटलं की हे धादांत खोटं आहे तर त्याला तिथेच वेळीच नाही का ठेचणं ही खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर. हो, हो, हो. बरोबर. अ. बरोबर, बरोबर. हां, हां, हां. नाही हे नाही आहे. म्हणजे बरोबर, बरोबर. म्हणजे धोका नाही आहे काही. हं, हं, हं. होय, होय, होय. हो. अच्छा! अरे वा वा वा! मग हे अ, रेड फ्लॅग तिथे